आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण हा सगळ्यांनाच येतो आणि ताण हाताळणं खरं म्हणजे ही सततचीच प्रक्रिया आहे आणि 24 तास आलेला ताण एक 24 तासाच्या आतच घालवणं महत्त्वाचं असतं. पण मला हे तुमच्याकडून जाणण्याची उत्सुकता आहे की तुम्हाला कधी ताण येतो का? आणि तो ताब्यात ठेवण्यासाठी तुमची रोजची छोटी साधी किंवा मोठी पद्धत काय आहे बरं?
अं, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, मला वाटतंय की तणाव हा कुठेतरी एक जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. अ, कारण आपण पाहतो की आपला जो दिवस आहे, कुठेतरी जर आपल्याला तणाव आला नाही, तर ते कुठेतरी इनकंप्लीट राहतं. मला वाटतं की अ, <chuckles> कुठेतरी आपल्याला अ, छोट्या-छोट्या गोष्टींमुळे तणाव किंवा मग आपल्या ऑफिसचा तणाव किंवा मग घरचा तणाव किंवा मग मित्र मैत्र मैत्रिणी किंवा नातेवाईकांचा तणाव, ह्या प्रत्येक तणावामध्ये आपण सतत कुठे ना कुठेतरी गोंधळलेलो असतो. तर अ, मला वाटतंय खरंच कुठेतरी तणाव येणं अ, ही एक कॉमन गोष्ट झालेली आहे आजच्या काळामध्ये. परंतु मला वाटतंय त्या तणावाला आपण तितक्या चांगल्या पता पद्धतीने जर हाताळलं, तितक्याच चांगल्या पद्धतीने त्यावर आपण जर उपाय केले, तर नक्कीच मला वाटतं जो येणारा तणाव आहे, ह्यापर यावर आपण एक चांगल्या प्रकारे अ, इलाज करू शकतो आणि आपला जो तणाव आहे, तो कुठेतरी निश्चितच अ, कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो.
<chuckles> अगदी खरं. अगदी खरं आहे. खूपच सुंदर. तुम्ही म्हणालात नातेवाईकांचा तणाव. तर तो कसा बरं? त्याबद्दल एखादं उदाहरण द्याल का?
अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला वाटतंय, की दैनंदिन जीवनामध्ये असे अ, तणाव येतच असतात, की आपलं जे ऑफिसचा तणाव असू किंवा घराता घराचा तणाव असू अ, किंवा मग आपल्या शाळे अभ्यासाचा तणाव असू. अ, मला वाटतच नाही की कोणती गोष्ट तणावाशिवाय पूर्ण होते. आपल्याला अगदी कुठे जायचं जरी असलं तरी आपल्याला तणाव असतो, की "मी वेळेवर जातो का? मला ती वेळेवर ट्रेन मिळते का? मला सर्व कामं वेळेत होतात का?" तर मला वाटतंय, तणाव ही एक अशी गोष्ट झालेली आहे, की जी आपल्या जीवनाचा म्हणजे आपला पिच्छाच कुठेतरी सोडत नाही आणि त्यामुळे मग आपण अ, सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये सारखं त्या गोष्टीचा तणाव घेतो. परंतु मला वाटतंय, आपण त्या गोष्टीचा तणाव घेण्यापेक्षा आपण अ, अ, अशा काही गोष्टी तयार केल्या पाहिजेत जसं, की अ, मला वाटतंय, की आपण आपल्या अ, मेंदूमध्ये जे 2 भाग असतात ना तर त्याचप्रकारे मला वाटते, की आपण सुद्धा असे 2 भाग केले पाहिजेत, की मला कोणत्या गोष्टीचा तणाव घ्यायचा आहे किंवा मग कोणत्या गोष्टीचा तणाव घ्यायचा नाही. अ, निश्चितच मला वाटते, की ही एक असा अ, थेरपी आहे किंवा मग असं एक अ, अ, तणावाची रेमेडी आहे, की जी आपण अ, अ, युज केली तर मला निश्चितच वाटतं, की मग आपण अ, ज्या गोष्टीचा तणाव घ्यायचा, त्याच गोष्टीचा तणाव घेतो आणि अगदी ज्या गोष्टीचा आपल्याला तणाव घ्यायची काहीच गरज नाही, मग त्या गोष्टीचा आपल्याला कुठेतरी तणाव घ्यायचा वाचेल आणि निश्चितच मला वाटेल, की त्यामुळे आपला भरपूर सारा तणाव एकदम कमी होऊन जाईल. तर मला वाटतंय, अ, निश्चितच ह्या गोष्टीचे आपण अ, लक्ष केले तर अ, आपण अ, टेन्शन फ्री राहण्याचा नक्कीच अ, कुठे ना कुठेतरी प्रयत्न करू आणि राहू देखील.
हो. <chuckles> अगदी खरं आहे. वाह! खूपच छान! खूपच छान बोललात हो तुम्ही. म्हणजे आपल्या मेंदूचे जसे 2 भाग असतात तसे <clears throat> आपल्या आयुष्यातही असे भाग केले पाहिजेत आणि तणाव कमी केला पाहिजे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा 2 कोणत्या गोष्टी घडल्या की सर्वात जास्त तणाव येतो बरं?
हं. अ, <chuckles> नक्कीच. नाही अशा कोणत्या गोष्टी नाही घडल्या की असं विचारा, की ज्यामुळे मला तणाव आला नाही. मला वाटतंय की <chuckles> अ, नक्कीच अ, माझ्या जीवनामध्ये जी घडणारी कोणती गोष्ट असो अगदी लहान गोष्टीपासून ती मोठी गोष्ट. अ, मला वाटतंय, की त्या गोष्टीमध्ये मला तणाव येतो किंवा मग ती भीती असते किंवा मग
हो. <chuckles> बरं. पण मला अ, मग 2 मोठ्या गोष्टींचं उदाहरण द्या बरं म्हणजे मलाही समजेल थोडं?
अ, 2 मोठ्या गोष्टी म्हणजे जर मला ऑफिसवर टायमाला जायचं, अ, त्या गोष्टीचा एक तणाव असतो आणि ऑफिसवरून घरी लवकर कधी निघ तर त्या गोष्टीचा तणाव असतो. अ, मला वाटतंय, की ह्या 2 कॉमन मोठ्या गोष्टी आहेत, कारण कसं असतंय की अ, घरी आपलं काही कारणास्तव म्हणा किंवा मग काही वेळेनुसार आपले अ, किंवा मग ट्रॅफिक म्हणा या गोष्टींमुळे आपले अ, जो टाईमटेबल असतंय, जे आपलं शेड्युल असतंय त्यानुसार आपली कामं अ, होत नाहीत आणि मला वाटतंय, की त्यामुळे मग आपण ऑफिसला अ, एखाद्या वेळेसच टायमाला जाऊ शकतो आणि बऱ्याच वेळेस असं होतं की आपण अ, ऑफिसला टायमाला जाऊ शकत नाही. तर मला वाटतंय, की ही एक सगळ्यात मोठी तणावाची गोष्ट आहे अन् त्यानंतर मग अ, सायंकाळी ज्यावेळेस आपली अ, घरी आपल्याला घरचे आपले सर्वजण वाट बघत असतात. कारण त्यांना वाटतं, की आपल्यासोबत जेवण करावं. आपल्यासोबत थोडा टाईम स्पेंड करावा. परंतु कसं असतंय की अ, ऑफिसचं जे काम असतंय, हे आपल्या हातात नसतं ना. कधी आ जास्त होतंय, कधी कमी होतंय किंवा मग काय कारणास्तव आपण जे घरच्यांना जे आश्वासन दिलंय किंवा मग घरच्यांना आपण आज फिरायला जाणार किंवा रात्री असा-असा प्लॅन केला तर कधी-कधी काय कारणास्तव ते आपलं कम्प्लीट होत नाही, तर मला वाटतंय तो एक फार मोठा ताण असतो. तर मला वाटतंय, की माझ्या जीवनातले हे फार मोठे 2 ताण आहेत.
ओह! अच्छा. हो ना. हो. अगदी. बरं. मग तुम्ही हे अनुभवलंय का स्वतः, की अ, जेव्हा असा ताण येतो, या 2 मोठ्या गोष्टींचा, किंवा इतर छोट्या गोष्टींचाही, तेव्हा तुमच्या वागणुकीत किंवा एक वर्तणुकीत जरासा बदल होतो आणि तो काय बदल होतो बरं?
अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, म्हणतात ना, ज्यावेळेस आपल्याला तणाव येतो, की त्याचे हावभाव आपल्या चेहऱ्यावर, आपल्या शरीरावर अगदी दिसून येतात, ते म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी राग येणे किंवा मग आपले त्या गोष्टींमध्ये मन नाही लागणे किंवा मग ती गोष्ट आपल्याला नाहीशी करावी वाटणे, तर अ, नक्कीच अ, मी देखील, अ, मला देखील तशा प्रकारचे अ, तणाव आल्यानंतर, काही अशी चिन्ह दिसतात की जसे की अ, मी एखादी गोष्ट फार मन लावून करीत नाही किंवा मग अ, माझे जे व्यक्ती मला बोलत आहे, त्याच्या बोलण्याकडे माझे लक्ष नसते. मी अ, माझ्याच अ, ह्याच्यामध्ये व्यस्त असतो विचारांमध्ये किंवा मग अ, मला जर जास्त तणाव आला, तर अ, कधी-कधी तर माझे डोकं सुद्धा दुखते. तर मला वाटतंय, असे काही जे साईन आहेत किंवा जे असे काही चिन्ह आहेत, अ, नक्कीच अ, तणाव आला की माझ्यामध्ये दिसून येतात असं मला वाटतंय.
अच्छा. हम्म. बापरे! <chuckles> अगदी प्रामाणिकपणे सांगितलंत. पण बघा ना, आता हे तणावयुक्त जीवन जर तणावमुक्त करायचं असेल, तर तुमच्या रोजच्या दिनचर्येत, अशा छोट्या-छोट्या कोणत्या गोष्टी आहेत बरं, ज्या तुम्ही करता? उदाहरणार्थ, काही जणांना थोडंसं सगळं सोडून गाणी ऐकायला आवडतं. काही जणांना एक अ, चहा प्यायला आवडतो. काही जणांना थोडंसं चालायला जायला आवडतं. तर तुमचे असे काय उपाय आहेत बरं?
हं, हं. नक्कीच, नक्कीच. हं. हं. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, मला असं वाटतं की ज्यावेळेस मला तणाव येतो किंवा ज्यावेळेस मला एखाद्या गोष्टीचा ताण येतो किंवा टेन्शन येतं, तर तशा वेळेस अ, माझा सर्वात सोपा मार्ग आणि सरळ मार्ग असतो, तो म्हणजे ध्यान किंवा मग प्राणायाम. अ, मला वाटतंय की ध्यान करणे किंवा प्राणायाम करणे ही सर्वोत्तम आणि सगळ्यात चांगली औषधी आहेत तणावाची. कारण अ, अ, मला वाटतं की कुठेतरी आपला जो डोक्यामध्ये आपला ताण कशामुळे येतो? कारण आपण एखाद्या गोष्टींचा विचार करतो किंवा मग ही गोष्ट का झाली नाही बरे किंवा अ, क काहून झाली नाही किंवा कशामुळे नाही झाली, मग आपण त्या पुढच्याच अ, ताणाची जी क्षमता आहे किंवा मग जे विचारांचं वादळ आहे, ते कुठे ते आपल्या डोक्यामध्ये दिमागामध्ये ते वाढत जातं. अ, नक्कीच मला वाटतं की त्यामुळे जो आपला तणाव आहे तो कुठेतरी वाढतो. परंतु जर आपण ध्यान केले किंवा प्राणायाम केले किंवा मग 5 मिनिटं शांत आपण अ, वेळ दिला आणि सगळे विचार बाजूला ठेवून जो आपलं लक्ष आहे, ते एका जागेवर आपण जर केंद्रित केले, तर निश्चितच मला वाटतं की आपला जो विचार आहे किंवा मग जे विचारांचं वादळ आहे, ते कुठेतरी शांत होतं आणि आपल्या जे दिमागातले सर्व नेगेटिव्ह थॉट किंवा नकारात्मक ऊर्जा आहे, ही निघून जाते आणि आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते. तर अ, <chuckles> अगदी मला वाटतंय की मी देखील अ, अ, प्राणायाम, ध्यान असे छोटे-छोटे उपाय करून जो माझा ताण आहे, कुठेतरी कमी व्हावा अ, यासाठी नक्कीच प्रयत्न करीत असतो.
अरे वाह! मस्तच. हम्म. अगदी खरं आहे. खूपच मस्त म्हणजे तुम्ही अगदी छोटीशी, पण उपयोगी येईल अशी टिप दिलीत, की प्राणायाम म्हणा, किंवा अ, श्वासोच्छवास, किंवा ध्यान लावणे आणि हे कुठेही करता येतं नाही का, 1-2 मेटेक मिनिट काढून. पण अ, तोच एक ताण ताब्यात ठेवण्यासाठी किंवा एक भावनिक रिचार्ज करण्यासाठी ना, काही जण फोन उघडतात, सोशल मीडिया उघडतात आणि रील्स बघायला लागतात. तर तुम्हाला वाटतं का हो, की रील्स बघितल्याने ताण कमी होतो? का तुम्हाला असं वाटतं की वाढतोच?
अ, <laughs> नक्कीच, नक्कीच. अ, मला वाटतंय की कुठेतरी आपल्याला ताण यायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ते म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडिया. तर निश्चितच अ, कुठेतरी त्यामुळे ताण आपला कमी होण्यापेक्षा, कुठेतरी तो ताण आपला वाढतो. तर अ, निश्चितच मला वाटतं, की अ, सोशल मीडिया, अ, न्यूज, किंवा मग ह्या अफवा पसरवणाऱ्या गोष्टी किंवा ह्या समाजामध्ये नकारात्मकता पसरवणाऱ्या गोष्टी अ, निश्चितच यामुळे आपल्याला जी ताणाची सवय आहे, हे कुठेतरी आपल्याला मोबाईलपासूनच लागली. तर अ, मला वाटतंय सोशल मीडिया, मोबाईल, टीव्ही किंवा इत्यादी गोष्टींपासून जो आपला ताण आहे, तो कमी होण्यापेक्षा कुठेतरी जास्त प्रमाणात वाढतो. तर अ, निश्चित मला वाटतंय, की आपण ह्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त वेळ ध्यान, प्राणायाम, योगा किंवा मग निसर्गाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. मला वाटतंय, ह्या सर्व गोष्टी आपल्याला कुठेतरी एक सकारात्मकता ऊर्जा देतात. आपल्या मनामधली जी निगेटिव्हिटी आहे, ती कुठेतरी संपून दा लावतात आणि आपल्याला एक सकारात्मक, एक अ, अ, पॉझिटिव्हनेस, म्हणतात ना की ज्याला एक ऊर्जा अशी आपल्याला एक मनामध्ये फीलिंग देतात. तर निश्चित मला वाटतंय, की आपण मोबाईल, टीव्ही, अ, इत्यादी गोष्टीला लांब ठेवून अ, निसर्गाच्या सानिध्यात राहून योगा, प्राणायाम, ध्यान ह्या गोष्टी केल्या, तर निश्चितच आपलं जे तणाव आहे ते आपल्या ताब्यात राहील आणि आपल्याला निश्चितच त्यावर अ, लवकर कंट्रोल करता येईल, असं मला वाटतंय.
<chuckles> अच्छा. हो ना. हं. खूपच छान. अगदी प्रॅक्टिकल गोष्ट बोललात तुम्ही, की अ, रिचार्ज, आपल्या भावनिक रिचार्ज करण्यासाठी आपण रील्स वाचून आपल्या भावनांचा आणि बुद्धीचा रिचार्ज डिस्चार्ज करून टाकतो कळत नकळत. पण अ, आता मला शेवटी हेच तुम्हाला अ, विचारायचं आहे आणि खूप उत्सुकता आहे मला ही जाणण्यात, की तुमचा तणाव जो काही असेल छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये तो थोडासा दूर पळवण्यासाठी तुमच्या दिनचर्येत किंवा वेळापत्रकात तुम्ही काय असे 3-4 बदल केले आहेत बरं? म्हणजे जे आधी कदाचित नव्हते केले.
हं. नक्कीच. हं, हं, हं, हं. नक्कीच. <chuckles> नक्की अं. नक्कीच नक्कीच, मला वाटतंय जर आपल्याला तणाव एकदम कमी किंवा मग नाहीसाच करायचा आहे, त्यासाठी वेळापत्रक ठरवणं फार महत्त्वाचं आहे आणि निश्चितच मी ती गोष्ट फॉलो करतो. मी देखील एक सुंदर असं वेळापत्रक बनवलं आहे आणि अ, ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये जवळपास ज्यावेळेस कोविड म्हणा किंवा मग ज्यावेळेस संपूर्ण जग घरात होतं अ, कुठेतरी ह्या गोष्टीची माझ्यामध्ये आवड निर्माण झाली आणि निश्चित त्या गोष्टीपासून मला भरपूर असा फायदा मिळत गेला. माझे मन शांत होत गेले. मला चांगली झोप लागू लागली. तर मला वाटतंय, की अ, या कोविडच्या आधी माझ्या टाईमटेबलमध्ये ह्या गोष्टी नव्हत्या. परंतु ज्यापासून अ, कोविड आला, मानसिक स्थिती आपली चांगली राहत नव्हती किंवा मग आपलं जे अ, मनोबल आहे, ते कुठेतरी कॉन्फिडन्स कमी होत अ, गेला. त्यावेळेस किंवा मग आपला जो तणाव आहे तो कुठे वाढत जाऊ लागला, मग त्यावेळेस मी माझ्या वेळापत्रकामध्ये ध्यान, योगा, प्राणायाम आणि आपला जो काही थोडा वेळ आहे तो आपण निसर्गामध्ये घालवावा ह्या अशा गोष्टी मी माझ्या टाईमटेबलमध्ये किंवा मग वेळापत्रकामध्ये अ, ॲड करत गेलो. अ, निश्चितच मला वाटतंय, की ध्यान केल्यामुळे आपले मन स्वस्थ राहते, आपले योगा केल्यामुळे आपलं कुठेतरी शरीर स्वस्थ राहते आणि जे निसर्गाच्या सानिध्यात राहिलं होतं. तुम्ही म्हटलात, की कुठेतरी आपल्याला एक अ, पॉझिटिव्हनेस म्हणा किंवा एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपली बॉडी कुठेतरी चार्ज होते. अ, निश्चितच मला वाटतं की ह्या 3 गोष्टी मी माझ्या टाईमटेबलमध्ये ॲड केल्यात आणि त्या गोष्टीचा परिणाम माझ्या पुढील जीवनामध्ये अतिशय सकारात्मक आणि चांगला झाला. अ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, नक्कीच.
अरे वाह! मस्तच. हो ना. वाह! नक्कीच. किती छान. खूपच छान सांगितलत तुम्ही सगळंच. पण हे करता, करता थोडे काही अडथळेही आले असतील ना? कारण अ, ताण आलाय आणि घरी मदत करायची आहे किंवा ताण आलाय तरी काम करायचं आहे आणि ध्यानाला वेळ नाही. निसर्गात जायला वेळ नाही. तर अशा अ, वेळेस तुम्ही काय केलं बरं? अशी आव्हानं जेव्हा आली असतील तुम्हाला तेव्हा.
हं, हं. अ, नक्कीच, नक्कीच. कारण म्हणतात ना, जर आपण एखादी गोष्ट करायला लागलो किंवा मग ती गोष्ट करायची ठरवली, तर अ, निश्चितच त्यामध्ये आपल्याला अनेक अडथळे, अनेक अडचणी, या गोष्टींचा कुठेतरी सामना करावा लागतो. तर निश्चितच अ, मी देखील अशा गोष्टींचा सामना केला, परंतु मी काय केलं, की ही गोष्ट करीत असताना अ, सातत्य म्हणजे जे माझं डेलीचं रूटीन आहे, हे तसंच चालू ठेवलं. मला वाटतंय जर आपण त्या गोष्टीमध्ये कितीही अडचणी, कितीही आपल्याला संकट आले आणि आपण ती गोष्ट सतत करतो, तर निश्चितच मला वाटतं, की ती संकटं आणि ती ज्या आपल्या अडचणी आहेत, त्या कुठेतरी आपल्यापासून दूर पळून जातात. तर अ, निश्चितच अ, माझ्यामध्ये बी खूप अडचणी आल्या, की "मी ही सुरुवात कशी करू? मला हे करणं क सोपं आहे का? मी हे करू शकेल का?" परंतु मला मला वाटतंय, की ज्या प्रकारे माझा जो सेल्फ कॉन्फिडन्स होता आणि जे माझं सातत्य होतं, की मी त्या ऊर्जेनं, तितक्या ताकदीनं आणि तितक्याच आनंदानं मी ते क्रिया करायचो किंवा मग अ, ध्यान करायचो. तर नक्कीच मला वाटतं, की त्यामुळे ज्या माझ्या काही अडचणी आहेत किंवा जे माझे अडथळे ते एकदम नाहीसे झाले आणि निश्चितच अ, मी ती गोष्ट आजपर्यंत बी कुठेतरी फॉलो करीत आहे.
बरं. <chuckles> हम्म. वाह! किती छान! अत्यंत व्यावहारिक आणि विस्तृत अशा टिप्स सांगितल्यात तुम्ही आणि छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत, जो ताण आणि तणाव आपल्या आयुष्यात येतो आणि आलेला आहे, त्याला लांब कसं पळवायचं, स्वतःच्या ताब्यात कसं ठेवायचं आणि स्वतः कसं त्याचा अ, स्वतःचा बचाव कसा करायचा, त्या ताणापासून, हे अत्यंत छानपणे तुम्ही सांगितलं, स्वतःची उदाहरणं देऊन आणि साधी सोपी उदाहरणं असली, तरी ती खूप जास्त काम करतात आपल्या आयुष्यावरती आणि आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती. तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तर आनंद झालाच. खूप काही शिकायला मिळालं आणि तुमच्याबरोबर संवाद साधूनही मला खूप-खूप आनंद झाला.
नक्कीच, नक्की <chuckles> नक्कीच, नक्कीच. नक्कीच, नक्कीच, मला देखील आपल्याशी बोलून खरंच खूप छान वाटतं. चालेल, भेटूया आपण.
धन्यवाद.
ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद.